"सॅटरडे, संडे सुट्टी आहे. तर मग तेव्हा तुम्ही, त्या दिवस तुम्ही अ, माझ्याबरोबर रहा. पूर्ण दिवस माझ्याशी बोला, काही त्रास नाही. पण आता नेमकं मला काम करून द्या." तर मग ती थोडीशी शिस्त लावलेली आहे तिला मी. तर प्रयत्न करतो पण कधी-कधी येते. एकदा तर माझा कॉल चाललेला होता अन् ती आली नेमकी. अरे म्हणलं, <chuckles> तर मग काय मी म्यूट केलं म्हणलं, "आत्ता नाही, आत्ता नाही कामं चालू आहे." बोले, "तुझा फोन कुठे आहे? फोन दे मला. नाहीतर मी आत्ता ओरडते जोराने." म्हटलं, "घे हा फोन आणि जा तिथे." मग ती त्याच्या रूम तिच्या रूममध्ये जाते. चालतं कधी-कधी.
हां. हं, हं, हं, हं. <chuckles> ओके. हं, हं, हं. अरे देवा! मग? <chuckles> <chuckles> <laughs> आई ग! बापरे बाप! हं. अच्छा. पण काही, काही वेळेला असं होत होतं ना हो, की घरातल्यांच्या अपेक्षा असतात की त्यांना वेळ द्यावला पाहिजे किंवा असं असतं खूप वेळेला सण-समारंभ म्हणा किंवा इतरही गोष्टी असतात, की अ, त्यांना अशी अपेक्षा असते की त्यांनी तुमच्या सोबत तो वेळ घालवला पाहिजे किंवा तसं. तर अशा वेळेला मग तुम्ही काय करता? त्या अपेक्षा कशा पूर्ण करता?
सॅटेरडे, संडे देतो त्यांना. <laughs> मी.
<laughs> हो, पण असं असू शकतं ना की असे कुठलेतरी सण समारंभ जे अ, आ आठवड्यातले जे कामाचे दिवस आहेत त्याच दिवशी आले किंवा काहीतरी समारंभ असतील म्हणा, कोणाचं लग्न म्हणा, कोणाचा साखरपुडा म्हणा, मुंज म्हणा किंवा इतर गोष्टीही येतात. ज्या अशाच वेळेला असतात. हं.
मग मग त्या हो, त्याच क्षणी काय करतो, यात थोडंसं आपल्याला टाईमाला ॲडजस्ट करून घेतो. जसं रात्री 8 वाजता बसायचं आहे ना, तर मी कधी-कधी रात्री 11 वाजता बसतो, 12 वाजता बसतो. थोडंसं टाईम फ्लेक्सिबल करून घेतो. नाहीतर मग झोपत नाही. अगर सकाळचे कोणाकडे कार्यक्रम असले, काही असलं तर मग का की तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही, एक तर मी घरात सर्वात छोटा आहे. तर मला सर्वांचं ऐकून घ्यायला पडतो, की नाही असं तसं, हे ते. मग लग्न झालं. तर मग बायकोचंही ऐकायला लागतं, की "चल उद्या माझी सुट्टी आहे." आया काय झालं होतं ना अ, काहीतरी एक सुट्टी होती यांची काय म्हणतात ते गुरुनानक जयंतीची सुट्टी. कशाला देतात आयटी कंपनीमध्ये मला माहीत नाही. मग ती दिली. तो बोलले आज न मला गुरुद्वारेत जायचं. "अरे," म्हणलं, "माझ्याकडे टाईम थोडी ना आहे. मला तर कामं आहे खूप."
हां. हां, हां, हां, हां. ओह! हं. हं, हं, हं. अच्छा. <chuckles> हां, हां, हां. हं. <chuckles> हां, बरोबर. हं. हां, हां, हां. ओके. <chuckles> हं. अरे बापरे! <chuckles> हां.

आजकाल ना काम करण्याची पद्धत थोडी वेगळी बदलत चालली आहे. म्हणजे पूर्वी कसं आपल्याला नोकरी करताना काम जे असतं ते ऑफिसमध्ये जाऊनच करावं लागायचं. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता तुम्ही घरातूनही काम तुमचं करू शकता. पण घरात काम करत असताना ना खूप वेळेला असं होतं ना की बाबा अ, कंटाळा आला आहे, प्रेरणा राहत नाही कुठल्याही गोष्टीची किंवा उत्साह राहत नाही. तर तुम्ही मला सांगा की तुमच्या बाबतीत कसं होतं हो की तुम्ही घरातून काम करताना स्वतःला प्रेरित कसं काय ठेवता? तुमची दिर दिवसाची सुरुवात कशी करता? काय सांगाल?
माझी दिवसाची सुरुवात होते सकाळी दोन दुपारी 2:00 वाजता. <chuckles>
अरे बापरे! <laughs> दिवसाची सुरुवातच दुपारपासून होते. का बरं? असं कसं?
हो. अ, माझा यूएस टाईम आहे कामाचा. तर अ, मी रात्री 8:00 वाजता बसतो, तर मी सकाळी साडे सहा, 5:00 वाजता झोपतो. त्यामुळे थोडंसं असं असतं ना, तर लाईफसायकल ओफ स्लीप बदललेलं आहे पूर्ण. हो. तर 2:00 वाजता सुरुवात होते. मग अ, ब्रेकफास्ट स्किप झालेला आहे. तर तुम्हाला लंच करायचं सीधं. मतलब असं काहीतरी खूप असतं. पण अगर मी प्रेरित करण्याचं सांगू ना, तर काय असतं ना की जेव्हा तुम्ही अं, काहीही कामं करता. कधी-कधी असं वाटतं मला की मला ऑफिस जायला पाहिजे, या मग लोकांची का की ऑफिसमध्ये गेला ना तुम्ही तर तुम्हाला लोक भेटतात, बोलतात तुमच्याशी. तुम्ही काम करताना गप्पा मारू शकतात. पण घरी कसं ना घरी कोणाशी बोलणार तुम्ही? आणि ज्या क्षणी तुम्ही काम करतात ना त्या क्षणी तुमचे घर घराचे सर्व लोक झोपायला जातात.
ओके. हं, हं, हं, हं. अच्छा. हां, हां, हां, हां. थोडी बदलली आहे. हो. अच्छा. हो ना. <chuckles> हो. हं. हं. हं, हं, हं, हं. हो ना. अगदी खरंय. हं. हं. हो ना. <chuckles> हो. बरोबर. हो.
हो, अगदी ना. मतलब त्यांचं असं काही तरी त्यांना ऑफिस जायचं आहे, त्यांचे कामं आहे. माझी भाची आहे तिला अं, ती शाळेत जाते सकाळी तर अ, म दादा-वाहिनी त्या हिशोबाने झोपून जातात मग. तर अगर प्रेरि प्रेरित करण्यासाठी पहा ना तुम्ही तर काय असतं? तुमची प्रेरणा ना तुम्ही तुमच्या कामाला बनवून घ्यायला पाहिजे. तसं
हम्म. हां, हां, हां, हां. अच्छा. हं. हं.